आहे ना.
बघा, म्हणजे थोडेशा छोट्याशा गप्पा किंवा थोडंसं जरी आपण आपल्या अ, कुटुंबासोबत, मित्रांसोबत बोलले की खरंच, आपला जो ताण आहे तो आपण विसरतो आणि तो मोमेंट आपण अ, एन्जॉय करतो, असं आपण म्हणू शकतो. अं, तुमच्या अ, काही लोकांना कसं असतंय ना, की अ, खूप अशा टेन्शन म्हणजे अ, ठीक आहे कधी-कधी कामाचा लोड असला, स्ट्रेस असला ठीक आहे, दिवस तर संपलाय. पण आत्ता पण ते कुठेतरी ते डोक्यात चालूच असतंय ना, की थकलंय. म्हणजे पार तर पाडलंय, पार पाडलंय, पण आता शरीर थकलंय, तर अशा वेळेस ना, लोकांना काहीतरी अ, ग्रूमिंग करायला आवडतं किंवा शॉपिंगला जायला आवडतं, काहीतरी टेस्टी खायची इच्छा होते. तसं तुम्हाला होतं का?
हां. विसरतो. बरोबर, आहे ना. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हां, बरोबर. हां. शरीर थकले. हां. बरोबर. हां, हां, मला पण होते. संध्याकाळ ज्यावेळेस झाली ना, पूर्ण थकून ज्यावेळेस आपण येतो ना, तर आपल्याला असं वाटतंय की आता, अं, <clicks tongue> आता आपला पुढचा वेळ आपल्यासाठी. तर मी काय करत असतो? अ हां, तर मी काय करतो? अ, 7:30-8:00 वाजले की संध्याकाळ होते ना, त्यावेळेस असं मला बाहेर जायला आवडतं. म्हणजे अ, फिरून तर येतोच, पूर्ण सनसेट वगैरे बघणं झाल्यानंतर घरी येतो आणि मग अ, नंतर मला असं काही-काही खावं वाटते. मला खाण्याची खूप आवड आहे. तर मी आमच्या इकडे काही अ, गाड्या आहेत ना, जिथे आपण बाहेरच वस्तू वेगवेगळ्या खातो. त्यावेळेस तिथे बघतो, तिथे जाऊन वेगवेगळे पदार्थ मला ट्राय करायला आवडतात. आहे ना, तर मग इकडे जातो ना आपण, तर त्यावेळेस बाहेरचं पण खातो कधी-कधी किंवा बाहेर आपण शॉपिंग करायला पण जातो. वेगळ्या नवीन-नवीन गोष्टी बघतो ना, त्यामध्ये आपण पूर्णतः तिथे अं, अ, विलीन हां, राहतो तिथे बरोबर ना, तर मग काय होतं, की आपलं अ, जो सकाळचा ताण आहे ना, तो एकदम कमी होऊन जातो आणि आपली ऊर्जा अचानक तिथे वाढायला लागते. हां.
हं. हं. हं अ‍ॅक्झॅक्टली. हां. हं. हं. हं. हं. हं, हं. रमतो, हां. हां. वाढते. नक्कीच.
असं आहे.
अ, खूप छान अ, वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही खूप काही खूप काही पर्याय सांगितले, उपाय सांगितले, की कसं आपण चिंता जी आहे, आपल्या रोज प्रत्येकाच्या आयुष्यात कुठली ना कुठली चिंता असतेतच, तर ती कशी कमी करू शकतो. छोटे-छोटे उपायांपासून म्हणा, सकाळची सुरुवात असू द्या, छंद जोपासना असू द्या किंवा स्वतःला खुश जरी ठेवलं, तरी ती चिंता बऱ्यापैकी कमी होते किंवा गप्पा मारल्या तरीही ती कमी होते. अ, खूप छान वाटलं, खूप काही शिकायला भेटलं. अ, तुमचे खूप धन्यवाद.
हं, हं. हां. हं, बरोबर, बरोबर. बरोबर. हां. हं. हं. बरोबर. बरोबर. मला पण खूप छान वाटलं आणि खूप काही आपले पॉइंट डिस्कस झाले. खूप छान वाटलं मला. धन्यवाद. हं.

नक्कीच. म्हणजे ते एक म्हणतात ना
आणि
की जेव्हा आपण सकाळच्या वेळेस असं चालायला ह्याला जातो ते वातावरणच इतकं वेगळं असते. शुद्ध हवा म्हणा, नेचरचा आवाज असतोय. ते नक्कीच प्रत्येकानेच अ, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. तर ह्याच्यामागची तुमची प्रेरणा काय होती?
हं, हं. हं. बरोबर, बरोबर. बरोबर आहे. ह्याच्या मागची प्रेरणा म्हणजे कसं आहे की मी सकाळी उठायचा प्रयत्न करत होतो, पण नाहीतर काय होत, की अ, ती सवय लागत नाही आपल्याला. काही कारण नसल्यामुळे आपण लवकर उठतच नाही आपण बघतो, की आपला ऑफिसचा टाईम इतका झालेला आहे, मग त्याच्या 10 मिनिटापर्वी किंवा 15 मिनिटांपूर्वी आपण उठून चालला जातो. मग ती जडता, ती कमी ऊर्जा, झोप न झाल्याचं एक अ, दुःख, जे आहे ना, ते आपल्याला सोबत दिवसभर चालतंय. त्यामुळे मी असा विचार केला, की आपण सकाळी जर लवकर उठलो आणि बाहेर फिरायला गेलो तर? बाहेर फिरायला गेलो तर तो ताणपण राहत नाही की आपल्याला ऑफिसला जायचं आहे.
हां. हं. हो. <chuckles> हं, हो. हं, हं. अरे वाह! म्हणजे ती एक म्हणतात ना, खरंच अ, छान एक प्रेरणा भेटली तुम्हाला असं मी म्हणेन. अजून काय तुम्ही अ, सकाळच्या रूटीनमध्ये करता जेणेकरून तुमच्या दिवसाचा जो हे आहे. अ, कामाचा जो ताण आहे, तो कमी व्हायला मदत करतो?
हां. बरो हं, हं. हां. आणि दुसरी गोष्ट मी एक करतो, की ज्यावेळेस मी फिरायला जातो ना, तर गार्डनमध्ये. तिथे मी वेळ दिलेला आहे की मला नाही का, अर्धा तास त्याच्यामध्ये पूर्वीचे जे 10 मिनिटं आहे, मला तिथे प्राणायाम करायचा आहे. प्राणायामाने काय होते, की आपली जी अ, ऑक्सिजन लेव्हल शरीरातले वाढते, आपली जी ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा वाढते. आणि आपण ते एक अ, ताजगी महसूस करतो आणि त्यानंतर काय आहे की मेडिटेशन, ध्यान. ध्यान ज्यावेळेस आपण 15-20 मिनिटं इथे बसून करतो तर आपलं मन जो आहे ना सकाळी वातावरणासोबत ते तरंग जे आहे वातावरणात त्याच्यासोबत मॅच होऊन आणि सृष्टीमध्ये जी शांतता, जी प्रसन्नता आहे ती आपल्यामध्ये उतरते आणि ती जी ऊर्जा आहे आपल्याला दिवसभर पुरते आपल्या कामामध्ये.
हं. हां. अरे वाह! हां. हं. हं, हं. हं. हं, हं, हं. अरे वॉव! हं.
आणि दिवसभर आपण तंदुरुस्त राहतो, फ्रेश राहतो.
नक्कीच. म्हणजे तो हां, म्हणजे सुरुवात त्या दिवसाची सुरुवात कशी होते आणि आपण तो वेळ कसा घालवतो, म्हणजे थोडं म्हणा ना, सकाळच्या वेळेस वॉकिंग करणं, प्राणायाम करणं, एक्सरसाइज करणं त्यात एवढुशा वेळेत आपण इतकी एनर्जी गेन करतो की, आपल्या पूर्ण दिवसात ती पुरेशी होते. असं म्हणता येईल किंवा आपल्याला ती एकदम
हं, हं. बरोबर. हां. बरोबर, बरोबर आणि हे अत्यावश्यक आहे. हे ना. आजच्या वेळेस ती एकदम अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे. कारण की आपलं माइंड आपलं मन जे आहे ना, इतक्या मोठ्या गोष्टीमध्ये फसलेलं असते, आपल्याला ऊर्जा कमी पडते संध्याकाळ होईपर्यंत आणि जर सकाळीच आपण उठून ध्यान, प्राणायाम आणि फिरायला जर गेलो, तर किती ऊर्जा वाटून जाईल. आणि आपण या सगळ्या विचारांना हँडल करण्यासाठी आपल्यामध्ये खूप मोठी ऊर्जा असेल. आपण उदास होणार नाही, परेशान होणार नाही.
नक्कीच, नक्कीच. हं. हं. हो. हो ना.